आजकाल ना आपण पाहतो की लोकांना सोशल मीडियाचा आणि फोनचा भरपूर वेड लागलं आहे, म्हणजे असं आहे ना की त्यांना एका प्रकारचं व्यसनच लागलं आहे, त्या मोबाईल फोनचं. आणि सारखं-सारखं, म्हणजे सकाळ असूदे, दुपार, रात्र, सगळेच जणं आपल्या आपल्या मोबाईलवर भरपूर व्यस्त असतात. तर तुम्हाला अशा वेळेस तुम्ही पाहिलं आहे का, की सोशल मीडियावर खोटी माहिती पण पसरते आणि खूप काही अशा बातम्या असतात जे खऱ्या नसतात आणि नुसत्या अफवाच पसरवण्यात लोकं बिझी असतात. तर असं तुमच्यासोबत झालं आहे का, की असं कधी तुम्ही एखादं सोशल मीडियावर तुम्हाला खोटी माहिती बघितली तुम्ही, की अच्छा तुम्हाला कळलं असेल की ही खोटी माहिती आहे आणि अशी कशी काय ही पसरते? तर तुम्हाला काय वाटतं की हे सगळं का होतं आणि कसं होतं?
बरोबर. अ, भरपूर वेळा आता आपलं एक ऑपरेशन सिंदूर पण झालं, त्याच्यामध्ये आपण बघितलं की वॉर लाईक सिच्युएशन मध्ये सगळे मुद्दामून पण असं करत असतात किंवा काही अ, न्यूज आले, त्या ट्रेंडिंग गोष्टी होतात. अ, आणि म्हणजे जे पण सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंग आहे आणि आपल्या काही मंडळी असे असतात ज्यांना त्या ट्रेंडिंगचा फायदा घ्यायचा असतो पैसे कमवण्यामध्ये. मग जे आहे, आलंय, त्याला कसं वापरायचं आणि त्यासाठी मग मस्त अर्धवट टायटल देतात सगळीकडे, मग त्याच्यामुळे पण लोकांचे इमोशन्सनी खेळलं जातं, म्हणजे म्हणतो ना, क्लिकबेट वगैरे म्हणतो ना ज्याला, की ते येतात आणि बघतात आणि न नंतर जर कळतं की तसं काहीच नसतं. मग लोकं नुसतं ते अर्धवट वाचलेलं, "अरे हा, मी अशा व्हिडीओचा टायटल पण बघितला होता." त्याच्यावरती काही म्हणजे अर्धवट-अर्धवट माहितीवरती, "मला वाटतं असं," असं करत-करत पुढे जातं. किती वेळा आता एआयच्या पण गोष्टी आहेत की आता खरं काय आणि खोटं काय हे बऱ्याच जणांना कळत पण नाही. सहसा सीनियर सिटिझन्सला वगैरे तर त्याचा अंदाज पण येत नाही. मग त्यांचं पण फसण्याचे प्रमाण वाढलं आहे. मग अशा गोष्टी सगळ्या आहेत की बऱ्याच पद्धतीने, म्हणजे काय म्हणतो ना, जिथे इमोशन्स आहेत, भावना आहेत, जिथे आशा आहे, अशा ठिकाणी मु काही जणं मुद्दामून करतात आणि कधी-कधी जे सोशल मीडियाचा वापर करतात, त्यांना पुरेपूर त्याचा कसा वापर करायचा माहीत नाही, म्हणजे अर्धवट-अर्धवट म्हणतो ना, जसं आपण बोलतो ना गॉसिपिंग मध्ये कसं म्हणतो थोडं-थोडं-थोडं एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं, असं करत अर्धी माहिती गाळली जाते, दुसरी काही, जी रिलेवंट नाही आहे ती माहिती घुसवली जाते आणि खऱ्याचं कसं खोटं होतं सगळं मिक्सअप मसाला होऊन जातो कळत पण नाही. "अरे मी कधी असं बोललो?" असं पण होतं.
हो. हं, हं. अच्छा. हो. हो ना. बरोबर. बरोबर. हो, खूप वेळा तसं होतांना बघतो ना आपण. अच्छा, मला सांगता की हे तुम्हाला काय वाटतं, की हे नेमकं होतं कसं? हे कोणत्या स्टेप्समुळे ते हे सगळ्या बातम्या इतक्या व्हायरल होतात?
आता काही, आता मगाशी जसं म्हटलं, वॉर लाइक सिच्युएशनमध्ये हे तर मुद्दामून काही काही देश अ, अंत म्हणजे काही जणांचा हा एक अ, प्रोपगंडा वॉर वगैरे म्हणतो ना, असा प्रकार असतो. वॉर लाइक सिच्युएशनमध्ये किती वेळ असं आपल्याला होतं, की खरं काय? खोटं काय? कळत पण नाही. जगात बऱ्याच ठिकाणी अ, सोशल अनरेस्ट वगैरे पण ह्याच्यामुळे झाले आहेत, असं पण ऐकून आहे. तर किती खरं किती खोटं आपल्याला कुठेच, म्हणून आपण नेहमी अशा वेळेला जे आपलं सरकार काय, जे ऑफिशियल अ, देतं खबर, त्याच्यावर आपण अ, पुढे गेलो पाहिजे. तर कुठल्याही खोट्या बातम्यांवर अशा वेळेला विश्वास नाही ठेवला पाहिजे. आणि अ, देशासाठी आपण एकत्र जी बरोबर माहिती आहे तीच पुढे पाठवली पाहिजे. चुकीच्या माहितीला तपासल्याशिवाय पुढे पाठवली नाही पाहिजे. हे झालं अ, देशाच्या लेवला लेव्हलला. आणि पर्सनल लेवललासुद्धा आता असे खोटे-खोटे हे येतात, “असं करा आणि एक लाख कमवा.” म्हणजे हे एक प्रकारचं आमिष असतं लोकांना कसं ते, आपल्या अ, काय म्हणतात ना, भावनांशी लोकं खेळतात. प्रत्येकाला प्रॉब्लेम असतो, पैशांचा प्रॉब्लेम असतो, जॉबचा प्रॉब्लेम असतो, कशाचा ना कशाचा तरी प्रॉब्लेम असतो. आणि अ, ते त्या आशेपोटी म्हणतो ना, किती वेळा त्यांना पैसे पण देऊन बसतात. आपली अ, जी अ, सेन्सिटिव्ह माहिती असते ती पण देऊन बसतात, असं पण होतं. मग हे, हे पण असतं, की असं काहीतरी चालू आहे, असं मध्ये ऐकलं असेल तुम्ही, की ते तुमच्यावरती अ, पोलिस रेडचा ऑनलाइन कॉल येतो, की “तुम्ही असं-असं करताय, तर दंड भरा वगैरे.” ऑनलाइन व्हॉट्सअप कॉल येत आहे. तर सरकारसुद्धा त्याच्यावरती अ, जनहितासाठी मेसेजेस पाठवत आहेत. पण बरेच जण भोळे असतात. आणि तुम्हाला जसं म्हटलं, भावना असतात, प्रॉब्लेम्समध्ये असतात. त्यांना खरं काय, खोटं काय? ओळखायचं तेवढं अ, अंदाज नसतो. ते फसतात.
हो. अच्छा. बरं. हं, हं. बरं. हं. हो ना. हां. हो पाहिल आहे. हो, खरंच हो. हं. त्यांना माहिती नसते तेवढी, की हे कोणत्या व प्रकारे चेक करूया, की हे खरंच आहे की नाही. त्यामुळे मग लोकं फसतात.
हं. किती वेळा ते फॉरवर्ड पण करतात, लोकांना फायदा होण्यासाठी भोळ्या भावनेने. म्हणजे त्यांची इच्छा नसेल, करणारे खोट्या हेतूने करतात, पण जे फॉरवर्ड करत आहेत ते बघत पण नाही. खरेच भोळे पण असतात आणि कधी-कधी न चेक करून पुढे पाठवणारे पण असतात. म्हणजे आपला एक एक्टिव यूजर म्हणून आपण काय केलं पाहिजे? तर तपासलं पाहिजे हे खरं आहे का?
बरोबर. बरं. अच्छा, मला सांगा, की आता आजकाल तर भरपूर असे ॲप्स आहे ना, Facebook बघा, WhatsApp, Instagram रील्स आणि अशा सगळ्या जे वेगवेगळे प्रकारचे ॲप्स किंवा सोशल मीडिया वगैरे आपण म्हणतो त्याला ते आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काय वाटते? की अ, वेगवेगळ्या पद्धतीनं हे अशा बातम्या किंवा अफवा पसरतात का? आणि म्हणजे ते कसं काय होतं त्याच्या ह्यांच्यात?
आता मी अ, ह्याच्याबद्दल पण शिकत होते. ट्रेडिंग वगैरे असतं ना, आपलं. अ, ऑनलाइनमध्ये अ, शेअर मार्केटमध्ये अ, शिकायला सुरुवात केली आहे. तर त्याच्यातले जे तज्ञ आहेत. ॲक्चुअलमध्ये जे तज्ञ आहेत. त्यांच्या नावाने खोटे-खोटे Facebookचे अ, अकाउंट्स वगैरे कोणीतरी उघडले आहेत. जर तुझं अकाउंट आहे हां, हां. मग ते तिचं ज्यांचं जे तज्ञ आहेत ते त्यांच्या नावाने करतील ना, दुसरे कुठलेतरी फॉरेनच्या नावाचे आहेत आणि ते म्हणतात, की हा, कोर्स जॉइन करा वगैरे. आता तरी पण अशा लोकांना, लोकं फ म्हणजे अशा पोस्टला लोकं फसतात. तेच आहे ना, आशा असते लोकांना, मग आणि कुठे जाऊन तपासायचं, याचा अंदाज नसतो. म्हणून असे मी काही अ, संस्था बघितल्या आहेत. जे अ, सीनियर सिटिझनला स्पेशली त्यांना येतात आणि असे इंटरनेटवर होणारे अ, काय म्हणतात? फसवेगिरी म्हणतो ना, हे फिशिंगच झालं. तुम्हाला जाळ्यात कसं अडकवता येईल? तुमच्या इमोशनशी कसं खेळता येईल? अ, लग्न आहे, इन्स्टंट हे आहे. मग कुठेतरी इन्शुरन्समध्ये नाव घेतात. त्यांना पैसे मिळतात. ह्यांचा काय हालत पाठीमागे खराब. किती वेळा असं पण झालं, की एवढे-एवढे स्कीममध्ये असं मिळणार. असं म्हणून काहीतरी, पक्का मिळणार म्हणून सांगतात आणि नंतर कुठेतरी शेअर मार्केटमध्ये घालवतात आणि मग तश्या त्यांना माहीतच नाही पडत, की हे त्यांनी तिकडे घालवलंय. आपल्याला कन्फर्म सांगितलं. म्हणजे सीनियर सिटिझन्सला अवेअरनेस म्हणजे एवढं टेक्नॉलॉजीबद्दल माहीत नसतं. ते वापरायला अवघड जात असतं त्यांना. ते कुठेतरी हाताळत असतात आणि त्यामध्ये असं काहीतरी आलं, की ते त्यात फसतात. अरे, मी सीनियर सिटिझन आहे. 1% 2% कुठे जास्त मिळाला ते त्यात अडकतात.
हं. खरंच! काय सांगता? हं, हं. हो, ना. हं. बरोबर. बरोबर. हो, इतकं नसतो. अरे बाबा! काय-काय करतात म्हणजे. आता मला सांगा, की गावात आणि शहरात तुम्हाला दोन्ही ह्या वस्तूंचा फरक दिसला का? की गावात अशी खोटी माहिती कशी पसरते सोशल मीडियावरती? शहरापासनं वेगळं असतं का तिथे? कसं? दोन्ही तुम्हाला कसं काय फरक वाटतो, दोन्ही ठिकाणाचा?
अ, मला, म्हणजे फसणारी माणसं सगळीकडे आहेत ना, म्हणजे जिथे माहिती नाही, तिथे माणूस फसतो. मग कदाचित असं असू शकतं, की गावात बाजूला आपापसात बोलून पण अ, माहिती मिळू शकते. म्हणजे असं होऊ शकतं ग्रुपच्या ग्रुप वाचू पण शकतो आणि अडकू पण शकतो. म्हणजे एखादा एखादा जरी समंजस माणूस त्यांच्या एखाद्या ग्रुपमध्ये असेल, तर तो दुसऱ्यांना जागरूक करू शकतो. म्हणून तुम्हाला ही आपल्याला ही म्हणजे आपण जेवढ्यांना जमेल तेवढा, सांगण्याचा प्रयत्न करायचा, समजवण्याचा प्रयत्न करायचा. आपले पण जे ग्रुप्स आहेत किंवा इतर ग्रुप्स आहेत, त्यामध्ये कोणी जर चुकीचं काही तरी शेअर करत असेल किंवा काही तरी असे पण रूल्स, लॉज वगैरे येतात, जे अजून आलेले नसतात, पण ट्रेंडिंग आहे. मी पहिला सांगतो आहे, मी इन्फ्लुएन्सर आहे, असं जे अ, सगळ्यांचं काय म्हणतात ना, एक धाव-पळ, एक रेस चालू आहे. त्यामध्ये त्याज्यामध्ये खरं काय आहे, आत्ता चालू काय आहे, ते लोकांपर्यंत पोहचत नाही. अर्धवट पोहोचतं आणि मग ते, जसं मग आधी म्हणाली, की थोडं कापलं जातं, थोडं गाळलं जातं, थोडं वाढवलं जातं आणि तो काय म्हणतो ना, वेगळाच मसाला तयार होतो आणि एक्चुअल लॉ काही तरी वेगळा असतो, असं पण झालं. आता इन्कम टॅक्स आता मी अकाउंटंट आहे, तर इन्कम टॅक्स रिलेटेड पण आपलं, मागच्या वर्षी 12,00,000पर्यंत फ्री आहे टॅक्स, असं घोषित केलं. एक वाक्य आलं फक्त एवढं आणि त्याच्यावरून आता अ, सगळे जणांच्याकडे, हे, की आता रिटर्न भरायची गरज नाही, रिटर्न भरायची गरज नाही. असं नाही आहे ते, तुम्हाला रिटर्न भरावं लागणार, लिमिट 4,00,000ची आहे. ते 12पर्यंत तुम्हाला टॅक्स नाही लागणार, पण रिटर्न भरावं लागणार. हे किती जणांना माहीत नव्हतं, पण सगळे जण
हो. बरोबर. हं. अच्छा. अरे वाह! वाह! अच्छा. म्हणजे खूप जणांना ही माहिती नसते आणि ते अशा प्रकारे फसतात ना?
हो. म्हणजे फायनान्शियल इन्फ्लुएंसर्स म्हणवणारे, म्हणजे तज्ञ लोकांना विचारत पण नाही, काही अभ्यास पण करत नाही आणि असे पसरवून टाकतात. काय करणार मग? आमचं मग कर्तव्य येतं मग पुढे, आम्ही आमच्या पद्धतीने, आमच्याबरोबर जे कनेक्टेड आहे. त्यांना मग सांगायचा प्रयत्न करतो, की 4,00,000पर्यंत नाही, 12,00,000पर्यंत तुम्हाला टॅक्स नाही लागणार. पण तुम्हाला 4,00,000पर्यंत रिटर्न भरावं लागणार, ह्या गोष्टी आपण सांगतो त्यांना समजावून, जेवढं समजेल, सांगता येईल, सोप्या ह्याच्यात. आता इन्फोग्राफिक किंवा फोटो, पिक्चरने लवकर कळतं. कारण की हे एवढं डोक्यात बसलं असतं ना, की एखादा तज्ञ पुढे येऊन सांगतो आहे, की "बाबा हे असं नाही." तरी लोकांना खरं वाटत नाही, ते मला पाठवत आहेत.
हो. हो ना. हं.
म्हणजे, की "तुम्ही जे बोलत आहे ते कसं? हे बघा हे असं आहे." आता मी पुढे काय सांगू आता.
<chuckles> म्हणजे त्यांना म्हणजे कळत नाही ना, एकदम भोळे असतात बिचारे. तर काय करणार त्यांना वाटतं, की आपण विचारावं कोणाला तरी आणखीन.
हां. अ, नाही, तज्ञांनी सांगून सुद्धा, म्हणजे आता मी सांगते, की मी त्या ह्याच्यामध्ये आहे आणि मी तुम्हाला सांगते आहे, की हे असं नाही आहे. मी त्याच्यात तज्ञ आहे आणि तुम्हाला एवढं तुमचं प्रॉब्लेम नको होण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. आता त्याच्यात मी काय वाद घालू पुढे, "ठीक आहे", म्हटलं. पुढे कधी-कधी मग एका लिमिटनंतर मग म्हणतो ना आपटी खाऊनच शिकणार असेल, तर आता पुढे काही करू शकत नाही, असं होतं. प्रयत्न करायचा पण आपण, आपल्या परीने हे जे चुकीच्या गोष्टी होत आहेत, हे आता छोट्या-छोट्या गोष्टी झाल्या, जिथे आपण जिथे बदल घडवू शकतो, सांगू शकतो, तिथे तरी नक्की सांगायचं. तर किती वेळा असे अ, पण गोष गोष्टी शेअर होतात, की हा मुलगा हरवला, तो मुलगा हरवून मोठा होऊन, म्हणजे म्हणतो ना त्याचा चेहरा तसा राहिला पण नसतो, पण तरी पण त्याचं फोटो अजून सोशल मीडियावर फिरतो आहे, असं पण होतं. म्हणजे कधीची बातमी ती
बरोबर. <chuckles> खरंच. बरं. हो ना. अच्छा हां. ठीक. हो. अच्छा मग मला सांगा, की अ, या खोट्या बातम्या जे पसरवतात, अशी माणसं. तर अ, त्याचं, म्हणजे त्यांना काय मोटिवेशन असतं नेमकं? पैशासाठी करतात, की त्यात काही राजकारण असतं, की त्यांना बस मजा येते, की काय असतं का? का म्हणून करतात हे? काय वाटतं तुम्हाला?
1-2 कारणं मी आपण आधीच्या अ, उदाहरणात पण अ, पुढे आली होती. जसे की वॉरमध्ये इंट नॅशनल लेव्हलचा प्रोपगंडा असतो की अ, आम्ही केलं, आम्ही केलं. आता तुम्ही बघितलं समोरच्या व्यक्तीने, समोरच्या देशाने काहीच केलं नाही, तरी पण काही-काही खोट्या बातम्या त्यांनी पसरवल्या, दाखवतात खोटे-खोटे. तर आपण आपल्या देशाने जे काही अ, ऑफिशियल मार्गाने आपल्याला कळवलंय, तेच खरं जाऊन राजहितासाठी पुढे पसरवलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही पसरत असेल, तर ते आपण घेतलं नाही पाहिजे. दुसरं गोष्ट राजकारण जसं तुम्ही म्हणालात, तसं असू शकतं. तेच झालं ना म्हणजे एक प्रकारची फाईट असते त्यांच्यामध्ये, मग मी म्हणजे मग त्याच वेळेला सगळे जुने जे काय अ, प्रॉब्लेम्स त्यांचे असतात, जुने-पुराणे, कधीचे बंद पडलेले, ते पण अ, एकदम उकरून-उकरून काढले जातात. आणि कधी-कधी खरंच एखाद्याचा अ, हे असतं, सवय लागलेली असते, की आला मेसेज, पाठवा पुढे. आला मेसेज, पाठवा पुढे. मग ही सवय खूप चुकीची आहे, की आपण ते बघितलं पाहिजे ना, की खरंच ते बरोबर आहे की नाही? माझ्यापर्यंत आलंय खरं आहे हे, पण त्याची जोपर्यंत मला शहानिशा होत नाही, कन्फर्मेशन होत नाही, की ही बातमी बरोबर आहे, त्या आणि ह्याचं नुकसान होऊ नये पुढच्याला. जर मी पाठवत असेल, तर 4 जणांकडे अजून जाणार आहे. तर ह्याचं नुकसान होऊ शकतं की नाही? असा परिणाम होत असेल तर आधी आपली पण जबाबदारी आहे की आपण नुसतं आलं की पाठवायचं अशा सवयीमध्ये अडकलं नाही पाहिजे. सहसा एखादी सेन्सिटिव्ह मॅटर असेल, एक नाजूक गोष्टी असतात, त्याला नक्कीच तुम्ही अ, कंट्रोल केलं पाहिजे. नाही शेअर केलं पाहिजेल, कन्फर्म केल्याशिवाय.
बरोबर. हो. अच्छा. हो. हो ना. अच्छा, ठीक आहे. मग ह्यापासून वा स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण काय करू शकतो? किंवा जे आपल्या घरात वयस्कर माणसं पण असतात, वडीलधारी माणसं असतात, त्यांना कसं काय त्या सांगायचं की ह्यापासून कसं ते स्वतःला बचाव करू शकतात?
असे काही संस्था आहेत अ, काय म्हणतात त्याला? NGOज म्हणतो ना, अ, जे समाजसेवा करतात असे, ते अवेरनेस पसरवण्याचा प्रयत्न करतात. त्या गोष्टींमध्ये जेवढं जमेल तेवढ्या सीनियर सिटिझन्सला ज्या किंवा ज्यांना हे जे माहिती पोचली पाहिजेल अशा अ, स्त्रियांना वगैरे अशी शिक्षण दिलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त पण ऑफिशियल अ, साईट्स असतात ज्याच्यामध्ये जसं पी-टी-आयचं वगैरे ऑफिशियल न्यूज चॅनल्स असतात, त्यामध्ये आपण हे न्यूज चेक केले पाहिजे आणि आपणही वेगवेगळ्या जर कुठेच काही माहिती नसेल तर 4 गो व ठिकाणी कन्फर्म करूनच मग ती माहिती चेक करून पुढी पाठवली पाहिजेल.
हं. खूप छान. अच्छा. बरं. खूप छान! खूप छान माहिती दिली तुम्ही आज आम्हाला आणि तुमचे खूप-खूप आभारी आहे. तुमचं खूप-खूप धन्यवाद!
धन्यवा